वसंत ऋतू म्हणजे फक्त हवा थोडी मऊ होणं किंवा थंडी कमी होणं नव्हे, तर निसर्गाच्या नव्या सुरुवातीचा काळ असतो. झाडं, फुलं, पक्षी, सुगंध हे सगळे एकत्र एक नवीन जीवनशैली घडवतात. तर तुम्ही मला सांगू शकता, का की वसंत ऋतूची अनुभवताना तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं?
हो, हो, अगदी. म्हणजे मला आठवतंय, जेव्हा वसंत ऋतू सुरु होतो ना, तेव्हा तुम्ही जसं म्हणालात, की वातावरण थोडंस असं नरम होतं छान, हवा अतीसुंदर आणि तसं ना मी मुंबईत वाढली आहे. लहानाची मोठी झाली आहे. पण जेव्हा मी गावी जाते ना, तेव्हा आपण जी वसंत ऋतूतली फुलं बघतो ना, ती इथे मला मुंबईत कधीच बघायला नाही मिळाली.
हं. हं. हां. ओके. हं. हं. अच्छा, हं.
म्हणजे मला आठवतंय, आम्ही सगळे म्हणजे माझ्या ज्या बहिणी, भाऊ आहोत आणि मुख्यतः बहिणी आणि आमच्या अ, जे घर होतं ना गावचं, त्याच्यामागे एक मोगऱ्याचं मस्त झाड होतं.
हं. हं. अरे वाह! हं
आणि इतकं छान ते भरायचं, वसंत ऋतूमध्ये आणि त्याला इतकी छान ती मोगऱ्याची सफेद फुलं, ती अशी टवटवीत, त्याच्या इतक्या पाकळ्या भरून, ती अशी छान फुलायची.
हम्म. अरे वाह! वाह! वाह! किती छान! मग त्या ज्या मोगऱ्यांचा फुलाचा रंग आणि सुगंध, तो तुम्हाला कसा प्रभावित करायचा?
खरं सांगू का मी तुम्हाला? मला अ, त्याचा ना एक किस्सा सांगते मी, कारण इतका छान तो मोगऱ्याचा वास, तसं म्हटलं तर ती फुलं सफेदच असतात पण त्या सफेद म रंगामध्ये पण म्हणतो ना, की एक तजेलपणा असतो.
हं. अच्छा. हं. हं.
आणि आम्ही ना बहिणी भांडायचो, की आज मला गजरा घालायचाय. <laughs>
अरे, <chuckles> नक्कीच, म्हणजे मोगऱ्याची फुलं म्हणली, की त्याचा गजरा तर म्हणजे ते घालायचा आनंदच वेगळा असतो. तो जो सुगंध असतो आणि तो जो केसात लावतो ना, इतका सुंदर लूक अ, येतो.
हो. हो, हो. अगदी, अगदी. त्यामुळे मला आठवतं आम्ही बहिणी-बहिणी भांडायचो की नाही-नाही, "आज माझा टर्न," "नाही, नाही आज आज मला पाहिजे." आणि आम्ही असं करून-करून ना आणि मग ती मोगऱ्याची फुलं वेचायचो. छान अशी अ, म्हणजे काढून ठेवायचो आणि आपण जसं गणपतीला नाही का सणाला वगैरे आपण जास्वंदच फुलं अर्पण करतो, ते फुलांचं आणि झेंडूची फुलं अर्पण करतो बऱ्याचशा देवतांना, आपण दसऱ्याला त्या फुलांची माळ बघा
हं. हां. हं. हां. हं. हां.
अ, तोरण आपण झेंडूच्या फुलांचाच बनवतो.
हो, हो, हो.
त्यामुळे, असं नाहीये की ती फुलं फक्त आपण वास घेण्यासाठी किंवा केसात माळासाठी वापरतो. आपल्या कितीतरी पारंपारिक आणि सांस्कृतिक, बऱ्याचशा म्हणतात ना, की पारायणांमध्ये, आरत्यांमध्ये या
हं. हं. हो ना, म्हणजे फुलांचा वापर तर म्हणजे आज-काल तुम्ही बघू शकता रांगोळीत पण केला जातो, डेकोरेशन तर फुलांशिवाय अपूर्णच आहे, अ, असं आपण म्हणू शकतो. तर अजून अ, म्हणजे वसंतची जी हवा आहे ना, एक वेगळीच अ, हवा असते तर अ, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?
बरोबर. हो, हो, अगदी. तुम्ही खरंच अगदी छान अ, बोललात. ती जी हवा असते ना ती अशी म्हणजे म्हणतात ना थोडीशी हवा अशी शांत झालेली असते आणि त्यामुळे ना जो या फुलांचा सुगंध आहे ना, ते त्याच्यावर मी तुम्हाला म्हणेन, की इतका तो छान दरवळत असतो आणि तो तुम्हाला तुमच्याकडे खेचत असतो सुगंध, की इतकं छान आल्हादायी तो सुगंध आणि अशी बरीचशी फुलं असतात. अ, म्हणजे जसं झेंडूची फुलं झाली, जाई, जुई आणि ना माझी आजी मला नेहमी म्हणायची, की ज्या फुलांना ना वास असतो पण ती जनरली त्यांचा कलर ना सफेद असतो बघा. आता रातराणी बघा
हं. हं. हां. हं. हं, हं, हं. हं. हं. हं. अच्छा! हां.
रातराणीच्या फुलांचा रंग सफेदच असतो बघा. पण रातराणी जेव्हा बहरते आणि रातराणी हे एकमेव असं फुल आहे मी म्हणेन की जे रात्री बहरतं बघा.
हो, माहिती आहे ना. हां. हं. हो आणि त्याचा एकदम असा रात्री इतका छान अ, सुगंध येतो ना.
म्हणजे लोकं आमच्या गावी रातराणीचं झाड लावत नाहीत. कारण असं म्हणतात, की "त्याचं इतका सुंदर वास असतो की साप येतात."
हं. हां. हे पण मी ऐकलंय खरं. <chuckles>
हो, असं म्हणतात. माहीत नाही खरं-खोटं आणि म्हणजे जास्त काही मला बघायला नाही मिळालं. पण आणि दुसरं फुल म्हणजे जे सफेद आहे, ते म्हणजे पारीजातक.
हं. अरे, हो.
आणि त्याला अशी नारंगी रंगाची, त्याचा दांडा असतो बघा.
हं, हं, हं, हं.
आणि पारिजातकाची फुलं बघा तुम्ही, सकाळी 5 वाजता ती त्या अंगणामध्ये पडायला सुरुवात होते.
हो.
आणि इतकं सुंदर झाड आहे, असं म्हणतात, की ते अ, भगवान कृष्ण ह्यांनी ते झाड, भा म्हणजे, धर्तीवर आणलं होतं.
पृथ्वी. हो, हो.
म्हणजे त्यांची किमया आहे ती. नाहीतर असं म्हणतात, की ते स्वर्गातलं झाड आहे. आणि ते सुद्धा त्यांनी इथे आणलं.
हं. बघा ना.
आणि इतकं छान त्याचा सडा जर तुम्ही बघितलात कधी, इतकं सुंदर दिसतं ते आणि त्याची पण आम्ही गजरा बनवायचो, कधी माळ बनवायचो. पारिजातकाची फुलं आम्ही देवाला सुद्धा वाहायचो. रामाला, अ, आणि अ, गणपतीला सुद्धा, त्याचा असा हार बनवायचो.
हं. हं. हं. तर हा अ, जो मला इथं एक विचारायचा आहे हा जो वसंत ऋतू आहे, तो नक्की आपल्याला काय शिकवतो असं तुम्हाला वाटतं?
हं, हं. मला वाटतं ना हल्ली जे आपण धकाधकीचं आपलं आयुष्य झालंय आणि आपण ना फुलांचा सुगंध घेण्यापेक्षा ना मोबाईलमध्ये फुलं बघतोय बघा.
हं. हो. हो ना.
आणि आपण अ, असं ठरवलंय की जे आपले बघा बरेचसे सण असतात, वसंतपंचमी असते, होळी असतो, विवाह समारंभ असतो आपण तितक्या पुरतच ठेवलंय फुलांना महत्त्व. पण असं नाहीये. मला असं वाटतं की रोज तो ते परफ्यूम आणि ते त्याच्यातले एवढे म्हणतात ना केमिकल्स, प्रिझर्वेटिव्स जे पण असतात ते तुम्ही स्वतःच्या अंगावर मारण्यापेक्षा अगोदर बघा बायकांना किती त्या गजऱ्याचं कौतुक असायचं.
हं, हं. हां. हं. हो ना खूपच. <chuckles>
आणि रोमॅन्टिक अ, म्हणतात ना
मग अ, एक जसं तुम्ही म्हणालात, की अ, आज-काल परफ्यूम निघाले आहेत, इत्तर निघाले आहेत आणि खूप सारे असे अ, कँडल्स हे निघाले आहेत. तर ह्या सुगंधामुळे आपला कुठेतरी नॅचरल सुगंध जो आपल्याला म्हणतात ना फुलांचा जो सुगंध आहे तो आपण अ, कुठेतरी आपण अ, कमी होत चालला आहे, असं तुम्हाला वाटत आहे का? किंवा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आहोत असं?
हो, हो. हो, हो. बरोबर. नाही, पण मी खरं सांगते तुम्हाला, जसं पहिल्या बघा, बायका अगदी नवऱ्याशी भांडल्या किंवा काही झालं, की नवरे गजरा घेऊन जायचे.
हं. हं. हो ना. <chuckles>
अगदी ते एकदम रोमॅन्टिक सीन होऊन जायचा, की वाह! म्हणजे बायकोचा रुसवा-फुगवा काढण्यासाठी आज गजरा घेऊन आलेले आहेत साहेब.
हो. <chuckles> हं.
पण हल्ली बघा तुम्ही जसं तुम्ही म्हणालात, हे चित्र तुम्हाला आता नाही दिसणार.
हं.
आणि जसं तुम्ही म्हणालात, की आपल्याला ना सगळं असं म्हणजे तसं म्हणलात ना, की फुलं ही ती 2 ते 3 दिवसांनी कोमेजतात बघा आणि त्या झाडांची आपल्याला संगोपना करायला लागते, ठेवायला लागतं सगळं आणि मगच ती फुलं अगदी छान टवटवीत दिसतात. पण आपल्याला काय हवंय? सगळं हातात हवंय.
हो. हं. हो ना.
मग तुम्ही जसं म्हणालात तसं ते परफ्यूम, कॅडल्स आपल्याला वास, ते सुगंधाची आपल्याला भुरळ पडलेली आहे. पण आपल्याला हाताला तो म्हणतात ना, फुलांचा तो मऊ स्पर्श आणि अगदी आल्हाद देणारा एक फील असतं, ते नकोय आपल्याला. आपल्याला ते बनावटच पाहिजे आता.
हं. हो. अच्छा. हां, हां. हम्म.
आणि
तर ती एक म्हणतात ना, एक मनस्थिती माणसाची, मेंटॅलिटीच अ, तशी झाली आपण असं म्हणू शकतो. हो ना?
अगदी, अगदी. आणि जर तुम्ही बागकाम वगैरे कराल, तर तुम्हाला कळेल की मोगऱ्याचा सुगंध रात्री का वाढतो आणि कोणती फुलं, तुम्ही त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे? जसं आता मी तुम्हाला सांगितलं, की अ, प्राजक्ताची फुलं ही सकाळी बघा ना, असतात आणि खूप मोठं झाड असतं प्राजक्ताचं. प्राजक हो. प्राजक्ताचं झाड तुम्ही तुमच्या म्हणजे जर तुमचं छोटंसं घर असेल, तर अगदी ते भिंतील नजीक कधीच लावू नये. कारण की मग त्याची जी हो, त्याची सगळी पायामुळं, मुळं वगैरे त्या भिंतीत जातात. त्यामुळे झाडं तिथे आणि
हं, हं. हं. हो का? बरं. अच्छा, हे मला नव्हतं माहीत खरं. अहं.
हो, हो. ते झाडं अंगणातच लावायची म्हणूनच.
हं.
आणि जर तुम्ही बघितलंत, की आता एवढी झाडतोड करतायेत, जंगलं तोडतायेत आणि आपण म्हणतो, की पर्यावरणाचा तुम्ही समन्वय साधला पाहिजे आणि तुम्ही विचार करा, आता आपण मध खातो. पण मधमाशा कशावर बसतात?
हं. हं. फुलांवर बसतात ना हां.
फुलांवर? आणि मगच अ, म मध तयार होतं ना.
हं.
पण जर तुम्ही फुलंच लावली नाहीत आयुष्यामध्ये म्हणजे फुल फुलांची झाडचं लावली नाहीत
हां, हां.
तर अ, असं नाही आहे, की ती फक्त रोमॅन्टिक किंवा गजरा घातला पाहिजे किंवा तुम्ही सुंदर दिसताय, असं त्याच्यासाठी नाही. कारण की आपल्याकडे बघा अ, जेव्हा अ, बायकांचं बाळंतपण असतं किंवा म्हणतात ना ते
हं, हं. हं.
मला वाटतं
डोहाळे जेवण.
डोहाळे जेवण करतात, तेव्हा अक्षरशः त्यांना इतकं छान ते फुलांमध्ये सजवतात.
हां. हो, फुलांनी सजवलं जातं. इतकी ती त्या फुलांमध्ये ती स्त्री इतकी सुंदर दिसते आणि खूप एक म्हणतात ना, कोमल कांती आणि इतकी नाजूक फुलं तिच्या अ, तिची ज्वेलरी हे बनवतात, खूप छान दिसते.
हो. म्हणजे तुम्ही बरोबर म्हणालात, ते त्याची ती म्हणजे फुलांपासून त्याची ज्वेलरी पण बनवतात. ते ते डो डोक्यावर घालतात, किती सुंदर. पण पण जर तुम्ही मला असं वाटतं ना की पर्यावरण आहे, झाडं लावायला पाहिजेत आपण, नाही तर मग असं आपण फुलांना आपण मुकू आणि फुलं आपल्याला बघायला पण मिळणार नाहीत. त्यामुळे थोडं माणसाने ना, हे म्हणतात की भान ठेवलं पाहिजे पर्यावरणाचं पण.
हं, हं. हो. हं. नक्कीच. हो ना आणि मग अ, तुम्ही जसं म्हणालात, की अ, तुम्ही आता मुंबईत राहता तर मग अ, शहरातल्या वसंत ऋतूमध्ये आणि गावातल्या वसंत ऋतूमध्ये काय नक्की फरक आहे?
बरोबर. अरे बापरे! अहो, काय म्हणजे? जमीन-आसमानाचा फरक आहे. जमीन आसमानाचा फरक. कारण मी तुम्हाला खरं सांगते, की मी तुम्हाला इतक्या फुलांची नावं सांगितली. त्याच्यामधली मी जी फुलं बघितली आहेत ना, मी शहरामध्ये फुलं बघितली आहेत पण त्यांची झाडं नाही बघितली आहेत.
<chuckles> <chuckles> हं. हं. अच्छा, हं.
म्हणजे तुम्हाला गजरे भेटतील. पण तुम्हाला एखाद्या देवळासोबत किंवा जवळ एखाद झाड दिसेल. कदाचित तुम्हाला जास्वंदाचं झाड दिसेल जेव्हा तुम्ही गणपतीच्या देवळात जाता. पण तुम्हाला आवर्जून असं ज फुलांची झाडं मुंबईत
हं. हां, हां. नाहीच. <chuckles>
झाडत म्हणायला हरकत नाही. खूपच कमी दिसतात. हल्ली ना, ते सगळं वातावरण असं असं झालंय, की हे सगळे दुर्मिळ होत चाललंय असं वाटायला लागलंय मला, की
हं, हं. हो ना.
माणसं ना ते त्या मोगऱ्यापासून इत्तर बनवतात, त्याच्यातून परफ्यूम बनवतात, त्याच्यातून गजरे बनवतात, बऱ्याचशा गोष्टी बनवतात. पण ते आपण लावतोय का आपल्या घरात? तर नाही. आणि गावी जसं म्हणाल ना तुम्ही, गावी त्यांचं इतकं संगोपन केलं जातं आणि फुलांचा जो टवटवीतपणा असतो, तो गावी वेगळा असतो आणि इथे मुंबईत वेगळा असतो बघा.
हं. हं. हो ना. हं. हो. इथं लगेच फुलं आणली, की मला वाटत एक दिवसातच अशी एकदम ड्राय कोमेजतातच.
हो, हो. आणि तुम्ही खरं सांगू का, ती फुलं ते गावावरूनच आणतात ना हो. मुंबईत एवढं फुलांची मग लागवड करणं शक्य नाहीये ना, त्यामुळे तो सगळा प्रवास आणि तिथपर्यंत ती मुंबई पर्यंत येईपर्यंत ते अक्षरशः कोमेजून जातात. आता तुम्ही मला सांगा, दसऱ्याला जेव्हा आपण झेंडूची फुलं घेतो, तेव्हा ती इतकी फुलं कुठून येतात विचार करा.
हं. हं, हं. हो, ते पण आहे. हं. हो ना.
अगदी अक्षरशः ट्रक
म्हणजे नक्कीच गावातूनच येतात. <chuckles>
हो. ट्रक भरून-भरून ती फुलं आणतात आणि त्या दसऱ्याच्या किंवा एखाद्या सणाच्या दिवशी त्यांचे अव्वाच्या सव्वा रेट असतात.
हं. अं, <chuckles> कारण त्यांना माहिती असतं, लोकं सणात फुलं घेणार म्हणजे घेणार आणि घ्यावीच लागतात. <chuckles>
अगदी, अगदी. पण त्यामुळे मला असं वाटतं ना, की जसं तुम्ही म्हणालात की शहरामध्ये आणि गावामध्ये तफावत असते. शहरातल्या मुलांना जर तुम्ही विचाराल ना, की ह्याचं झाड काय असतं? कन्हेरीचा वास काय असतो? त्यांना काही कळणार नाही.
हं. हो, हो. हो ना.
पण तेच तुम्ही गावातल्या मुलांना विचारा, की हे मोगऱ्याचं झाड कुठे आहे? जाईचं झाड कुठे आहे? प्राजक्ताचं झाड कुठे आहे? आणि श शहरातल्या मुलांना तुम्ही विचारा, रातराणी रात्री फुलते की सकाळी? तेही त्यांना सांगता येणार नाही.
हं. <chuckles> नाही, खरंच आहे, म्हणजे विचार केला तर अ, तुम्ही अगदी बरोबर म्हणताय.
हो, खूप तफावत आहे त्याच्यामध्ये. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले, की वसंत पंचमी जे फुलांचे सण आहेत. ते आपण गावी साजरे करतो. ते आपण शहरात नाही करत.
मस्त. हं. हो. हं.
तो हा हा ही एक फरक आणि शहरात बघा ना, अगदी म्हणजे आपलं आयुष्य इतकं ट्रेनच्या धकाधकीच्या सगळ्या त्या म्हणतात ना, प्रवासात जातं आणि आपण अ, ते घड्याळाच्या काट्यामागे फिरत असतो अक्षरशः!
हं. हो ना.
त्यामुळे वसंत, फुलं, त्यांचा सुवास. मी तर म्हणते जर तुम्हाला, हा सगळा ठेवा आणि अनुभव घ्यायचाय, तर तुम्ही नक्की मुंबईच्या बाहेर जा किंवा एखाद्या मेट्रो सिटीच्या बाहेर जा आणि छान वातावरणात जाऊन त्या फुलांचा सुवास घ्या, तुम्हाला अगदी प्रसन्न वाटेल बघा.
हां. या मला इथे एकच प्रश्न विचारायचाय जर हा सुहास, हा सुगंध, आपण जर अ, मुंबईत कसा मेंटेन करू शकतो आपण अ, म्हणजे जसं की घरात फुलं हे लावू शकतो का आपण?
हो ना. खरंच मी सांगते तुम्हाला प्रत्येकाने आपल्या बाल्कनी किंवा म्हणजे जेव्ह जिथे शक्य आहे, तिथे छोटी-छोटी नक्कीच तुम्ही बागकाम करा. तुम्ही आपल्या मुलांनाही सांगा म्हणजे हा वारसा पुढे-पुढे जात जाईल हो.
हं. हं. नक्कीच, नक्कीच. खूप खूप छान वाटलं अ, तुमच्याशी बोलून आणि एक जो म्हणतात ना, वसंत ऋतू म्हणजे नक हा एक म्हणतात सुगंध आणि सुहास सगळीकडे असा दरवळत असतो फुलांचा आणि ते कुठेतरी दुर्मिळ होत चाललं आहे. तर अ, ते जे तुम्ही बोललात ते अगदी मला पटलं आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप-खूप धन्यवाद.
मलाही. खूप धन्यवाद.